हां.
आणि म्हणून मग जेव्हा आपण काय जेवलो आणि किती जेवलो आणि कधी जेवलो, हे जर आपल्याला व्यवस्थित माहीत असेल, तर आपल्याला खूप लवकर या भावनिक भुकेचा आणि खऱ्या भुकेचा जो आहे ना, तो आपला डिस्टिंग्विशन करता येईल.
हां. हो. फरक समजला. हां.
असं मला वाटतं.
हो. पण मग काही चिन्हे येतात का हो, की अ, म्हणजे सांगता येईल, की असं काही म्हणता येईल, की पोट दुखायला लागलं का डोकं दुखतंय किंवा मग आता ही शारीरिक भूक आहे? हं. हां, हां.
हो. होय. सांगते. नक्कीच सांगते. नॉर्मली जसं मी आता म्हटलं, की जर तुमचं अन्न ग्रहण जे आहे, खाणं जे आहे ते जर एक 8-10 तासापूर्वी झालेलं असेल, तर तुम्हाला नंतरचे जे काही 2-3 तास आहेत, त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे तुमची ऊर्जा तुम्हाला कमी वाटेल
हां. हो. हो.
की असं वाटेल अरे काहीतरी फिन काहीतरी पाहिजे मला, की जेणेकरून मला थोडं अ, अप वाटेल थोडंस. फ्रेश वाटेल थोडसं. त्यानंतर काही लोकांच्या बऱ्याच बऱ्याच वेळेला पोटामध्ये गुडगुडतं
हां. हां. हो, हो. <chuckles> म्हणतात ना, की कावळे ओरडत आहेत. <laughs> हां.
पोटामध्ये हो. कावळे ओरडत आहेत, बरोबर. किंवा पोटातले उंदीर माझे आता बाहेर येतील वगैरे हे जे काही शब्दप्रयोग आहेत, ते ह्याच दृष्टीनी आहेत, ते 8-10 तास होऊन गेलेत पहिल्या जेवणाला, आधीच्या जेवणाला आणि आत्ता काहीतरी मला पोटात खायला पाहिजे. माझं रिकामं पोट जे आहे, ते मागतंय काहीतरी आणि लिटरली तो गॅस क्रिएशन होत असतं आपल्या पोटामध्ये. जो वात आहे, तो क्रिएट होत असतो आणि त्याला तो क्रिएट न व्हावा म्हणून अन्न खाणं गरजेचं आहे. पण जेव्हा भावनात्मक भुकेकडे लक्ष जातं, तेव्हा एखाद्या विशिष्ट पदार्थासाठी आपल्याला असं वाटत, की "अरे तो, आत्ताच्या आत्ता खाल्ला पाहिजे आपण." <sucks teeth> चॉकलेट.
हां. <laughs> <chuckles> हो. हां. आहे. हां. हां, हां. हो. हं. हां. हो. हां. <chuckles> अरे! मग कितीही पोट भरलेलं असो. <chuckles>
चॉकलेट. खूप ताणाखाली काम करतोय आणि मग चॉकलेटची क्रेव्हिंग होते. मला चॉकलेट हवंय. मला चॉकलेट हवंय. म्हणून आजकाल बघा बऱ्याच वेळेला डार्क चॉकलेट हा एक अ, पर्याय त्याच्यावर सांगितला जातो. की तो एका सर्टन वे अ, थोडा हेल्दी आहे तुम्हाला.
हां. हो. अगदी खरं आहे. हो. हं. हो ना. हो.